आता ध्यान करणं म्हणजे, आपलं लक्ष्य एका वस्तूवर केंद्रित करणं. तर ते लक्ष्य एका वस्तूवर केंद्रित करण्याची जी प्रक्रिया आहे, ती आपण कुठेही करू शकतो. त्याला काही एक सेट जागेची गरज नसते. पण तरी पण काय होतं ना, की आपण ध्यान करायला देवाशी जोडतो, म्हणजे आपण ते रोज नियमितपणे आपण करू शकेल. आणि आपण ते स्किप नाही करणार, ती आपली एक चांगली सवय हो, म्हणून त्याला देवासोबत जोडलं जातं, की ठीक आहे बाबा हे एक स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही करा. म्हणजे तुम्हाला ती ध्यान करायची एक डिसिप्लिन लागेल आणि तुमच्या मनाला ते एक अ, थेरपीसारखं काम करेल. तर मी ध्यान कितीदा करते तुमच्या मी ध्यान 2 वेळेस करते दिवसातून, एकदा सकाळी उठल्यावर म्हणजे अंघोळ वगैरे झाली देवाकडे आपण अ, पाया पडायला जातो सकाळी. तर त्यावेळेस फक्त 10-15 मिनिटं माझ्याकडे असतात, कारण ऑफिसला जायचं असतं. तर 10-15 मिनिटं मी देवासमोर बसून, डोळे बंद करून, माझं ध्यान करते. आणि नंतर मग दुसऱ्या वेळी मी रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करते. तेच परत द अ, 10 ते 15 मिनिटं, पण तेव्हा मी माझ्या बेडवर बसून ध्यान करते. आणि ध्यान केल्यानंतर मग नंतर मी झोपते.
हो. हो ना. हां. बरोबर. हो. हो ना. हं. हां. हो. हो ना. हां. हो. हां. छान झोप पण लागत असेल, हे तर खूपच छान झालं. मग कधी असं झालं का, की सुरुवातीच्या आठवड्यात ना, तुमच्या लक्ष्यात आलेल्या लगेच म्हणजे जसं म्हणतात ना, काही गोष्टी ज्या आपल्याला जाणवतात, की काही बदल आले आहेत. किंवा तुम्हाला असं वाटलं, की काही महिन्यानंतर तुम्हाला किंवा काही वर्षानंतर तुम्हाला काही बदल असे दिसले म्हणजे किती वेळ लागला? थोडं म्हणजे तुलना करून थोडं सांगणार का?

आता सुरुवात कुठलीही आपण नव्या कामाची केली तर ते थोडेफार अडथळे तर असतात किंवा आपल्याला थोडं कठीण वाटतं, अवघड वाटतं सुरुवातीला करणं, तर मलाही वाटायचं सुरुवातीला भरपूर विचार डोक्यात असे गोंधळ असायचा ना, तेव्हा आणि खूप मानसिक तणाव असायचा तर अ, डोक्यातले विचार शांत नाही व्हायचे, थांबायचे नाही. तर म्हणून मग आईने जसं-जसं सांगत गेली, तसं-तसं मी करत गेले. म्हणजे भरपूर विचार यायचे ती म्हणायची, "येऊदे, तुझ्या डोक्यात आता खूप मोठी खिचडी आहे ना, तर ती खिचडीला तू लक्ष देऊ नको, तू इथे टिकलीवरती तुझं लक्ष केंद्रित कर." मग थोड्या दिवसांनी तिने सांगितलं, की "तू तुझ्या श्वासावर लक्ष केंद्रित कर आणि त्याबरोबर तू अ, ते मोज, की किती सेकंद झाली. 4 सेकंड श्वास आत घे, 4 सेकंड तू श्वास होल्ड कर आणि नंतर 4 सेकंड श्वास सोड." तर मग लक्ष जेव्हा आपलं मोजण्यात जातं, की किती सेकंड झाले आणि आपल्या श्वासावर लक्ष असतं तर मग ते हळू-हळू विचार यायचे बंद होतात आणि थांबतात, कारण आपण विचारांकडे लक्षच नाही देत, तिथे दुर्लक्ष होत आणि श्वासावर लक्ष असतं. तर अशा प्रकारे तुम्ही सुरु करू शकता.
हो. हां. हं. हां. <chuckles> हो. अरे वाह! हां. बरोबर. हां. अरे वाह! हं. अरे वाह!